हो, हो आणि तुम्हाला माहिती आहे ती आता घटना घडणार आहे. कशी घडणार आहे आणि तुमचं सगळं लक्ष त्याच्यामध्येच राहतं.
हां. कशी घडणार आहे? पूर्णतः त्याच्यावरच राहतं, बरोबर. <chuckles>
तर म्हणजे अं, हां, हां. मग असे अजून काही फोटोस तुम्ही काय-काय म्हणजे त्याच्यातून अजून काय-काय गोष्टी शिकला? समजा जसं आम्ही म्हटलं तर ध्यान, पेशन्स शिकलो, बाकीच्या गोष्टी. फोटो भरपूर काही बोलतात. आम्ही पाहतो की एकच फोटो एखादा फोटोग्राफर काढतो आणि तो काहीतरी बोलतो. तर तुम्ही नेमकं काय शोधण्याचा प्रयत्न करतात त्या फोटोमध्ये आणि काय आलं पाहिजे? किंवा तो फोटो जिवंत दिसला पाहिजे. फोटो तर सगळेच काढतात. आजकाल आम्ही मोबाईल सगळ्यांकडेच पाहतो. पण तुम्ही काय शिकता नेमकं त्याच्यातनं. ते क्लिक सगळ्यापेक्षा भारी आला पाहिजे, असं काय शोधण्याचा प्रयत्न करता?
हां, हां. बरोबर. हां, हां. बरोबर. अ, हो, हां, हां. बरोबर. हां, हां, हां, हां. हां. बरोबर, बरोबर. तर फोटोमध्ये कसं असते ना, आपण नॉर्मली फोटो काढतो. ते नॉर्मल असतात फोटोस वगैरे, त्याच्यामध्ये असं काही वेगळा अँगल नसतो, पण एक काहीतरी एका विशिष्ट वेळेला काही क्षणापुरता असा एक सीन बनून जातो ना. तो सीन पूर्णतः असा जिवंत वाटतो. तोच फोटो क्लिक करणारा एक असतो त्याच्यामध्ये. बस्स, बाकी जे आपण फोटो करतो ना ते नॉर्मल क्लिक करत असतो. पण तोच जो फोटो आहे त्या विशिष्ट क्षणापुरता, तो पूर्णतः त्या फोटोला असं जिवंत करून टाकतो. असे लाइटिंग्स येतात आणि असं पूर्ण असं जिवंतपणा त्याच्यामध्ये वाटते ना. तर तोच फोटो हां, तोच फोटो त्यावेळेस असं असं आनंद देऊन जातो आतून असं. हां. <chuckles>
हं, हं. हं, हं. अच्छा. अरे बाप! अच्छा, अच्छा. अं, भारी! हं, हं. एकदम. हो, हो. <chuckles> अरे वाह! म्हणजे मी तर समजू शकतो तुमच्या शब्दातनं आणि तो आनंद कसा ब असतो, हे ना? म्हणजे ते मेहनतीचं फळच आपल्या समोर येतंय आणि ते पण म्हणजे आणि जी मेहनत आम्ही दुःख घेतलंय किंवा कष्ट घेतले ते निघून जातं, ज्यावेळेस आम्ही त्या फोटोकडे पाहतो त्यावेळेस. त्याचा आनंदच वेगळा असतो. हो, समजू शकतो. हां, हां, हां, हां.
हां, हां, हां, हां, हां. बरोबर. खूप! बरोबर आहे. हां, हां. हां, हां, हां, हां. बरोबर आहे आणि तो आनंद ना आपल्याला म्हणजे आपण ज्यावेळेस पण बघतो ना त्या फोटोकडे, त्यावेळेस त्या गोष्टी सर्व आठवतात अन् त्या सगळ्या भावना एकदम येऊन जातात मनामध्ये. तर ज्यावेळेस त्या फोटोला आपण बघतो ना, त्यावेळेस पुन्हा आनंद तोच यायला लागतो आपल्यासमोर. <laughs> असं आहे ते.
हो, हो. अरे वाह! <chuckles> म्हणजे त्या फोटोच्या मागचं पूर्ण अ, जे काही इतिहास आहे
हां, हां, हां.
तो कसा घेतला गेला? त्याच्यासाठी मी कसा थांबलो? काय झालं? आणि नंतर काय सिच्युएशन आली? हे सगळं तुम्हाला आठवतं हो, तर म्हणजे आज आम्ही पाहतो की लोक तुम्ही जे शिकण्यातला आनंद तुम्ही सांगितला की फोटोग्राफी मधला कसा सुरु झाला होता, आज पण लोक भरपूर गोष्टी शिकण्यासाठी पुढे जातात, पण त्यांची आवड कमी झालेली असते. पण अं, काही नाही कोणीतरी दबाव टाकला म्हणून शिकतात किंवा काय. तर अशा लोकांना काय सल्ला देऊ इच्छिता बरं तुम्ही?
हां. बरोबर आहे. हां, हां, हां. हां. हां, हां. बरोब हां. हां, हां, हां.

हां, माझा सर्वात म्हणजे अ, मी ज्यावेळेस नाही का मग सगळ्यात जास्त आनंद जर शिकण्यामध्ये आला ना, तर मी ज्यावेळेस फोटोग्राफी शिकली होती बघा. फोटो कशी करायची, काय करायचं याच्यामध्ये. हा माझा लहानपणापासून छंद होता. पण छंदामध्ये आपण जसं आहे ना, छंद असल्यामुळे आपण जातो, रँडमली क्लिक करतो फोटोस किंवा आपली जी कला आहे ती रँडमली आपण ती बघत असतो हे ना? त्याच्याबद्दल एवढी माहिती नसते आपल्याला. तरी पण आपल्याला आवड असते म्हणून आपण सगळ्या गोष्टी करतो. तर अ, मला काही जणांनी असं सांगितलं की अ, तुझी एवढी जर चांगली आहे आवड तिच्यामध्ये, तू शिक ना याला. म्हणजे शिकून तू याच्यामध्ये समोर जा आणि प्रगती करू शकतो. तर नंतर मी ठरवलं की मला फोटोग्राफी शिकायला पाहिजे.
हां, हां. अच्छा. अरे वाह! हं, हं. हं, हं. अच्छा. बरोबर, बरोबर. हो, हो. बरोबर. अरे वाह!
तर नंतर मग अ, फोटोग्राफी म्हणजे शिकण्यासाठी मी प्रयत्न करायला लागलो की काही हां, काही लोकं असतील जे त्यांच्या हं, हं.
हं, हं. अच्छा. नाही म्हणजे तो छंद कसा तुम्हाला निर्माण झाला? फोटोग्राफीच का म्हणून तुम्ही निवडलं शिकण्यासाठी?
अच्छा. फोटोग्राफी का? हां, हां, हां. तर कसं आहे ना की माझा मावस भाऊ जो होता ना तो बर्ड फोटोग्राफर होता. त्यांना पक्ष्यांचे फोटो काढणे आणि त्या पक्षाबद्दल त्यांना इतकं ज्ञान होतं की ते त्यांना सगळं माहीत होतं. की पक्षी नाही का कसा राहतो. अ, कळपात कसा राहतो. एकटा कसा राहतो. त्यांची किती दूरपर्यंत तो जाऊ शकतो, काय खातो? त्याचं सर्व जे ज्ञान होतं ना त्यांना माहीत होतं. म्हणजे मला एवढं वाटायचं की अरे, याचं इतकं कमी वय आहे आणि त्यांना इतकं जास्त ज्ञान आहे आणि तो फोटो पण इतकं छान काढतोय, तर अ, त्यांना बघून-बघून मला पण इंटरेस्ट आला की मला पण फोटो काढायचा आहे.
हं, हं. हं, हं. अच्छा. अरे वाह! हं, हं, हं. हं, हं. अरे वाह! खूप सुंदर. हं, हं. हं, हं. अच्छा. हं, हं.
असं. तर मग मी काय करायचो? त्याच्यासोबत जायचो. तो बर्ड फोटोग्राफी करायचा. पण मला बर्ड फोटोग्राफीपेक्षा मला तो निसर्ग आवडायचा खूप. की सनसेट होतोय, एक अ, नदी आहे. नदी हां, नदीवर नाही का, ती एक नदी वाहत आहे. तिथे सनसेट अ, खाली होतोय, सूर्यास्त होतोय. तर तो एकदम दृश्य जो आहे ना, तो असा आहे की असं वाटतं की ह्याला कुठेतरी असं कैद करून ठेवावं. तर मग मी फोटोग्राफी करायला सुरुवात केली असं. <chuckles> ते मला आवडायला लागलं आणि नंतर मी त्याच्याबद्दल माहिती घ्यायला गेलो. हां.
अच्छा. हो, अरे वाह! खूप सुंदर. <chuckles> हं, हं, हं. मस्त. हं, हं. अगदी भारी. हं, हं. अच्छा.